खूपच छान आणि याचा कुठेतरी तुम्हाला फायदा होतो का हो, म्हणजे अ, दैनंदिन अ, जीवनामध्ये जसं तुम्ही म्हटलात, की सुरुवात तुम्ही अ, योगा वगैरे करून करता. तर दिवसभर तुमचा यामुळे चांगला जातो का? असं एनर्जेटिक वगैरे वाटते का?
हं. हो, हो, नक्कीच, मी फोनला हातच लावत नाही कारण जोपर्यंत माझं म्हणतात ना योगा वगैरे झाला त्याच्यानंतर. अ, मी अंघोळ वगैरे करते आणि एकदम रेडी. नंतर जेवण वगैरे म्हणजे नाश्ता असतो आपला तो बनवते आणि त्याच्यानंतरच सगळं झालं, की मी एकदा रेडी झाली, की मी तो फोन बघते म्हणजे जेव्हा मी ट्रॅव्हल करत असते ना तेव्हा मी तो फोन बघते साधारणतः म्हणजे मी सांगू शकते, की साधारणतः अ, 2 तासानंतर माझा फोनला मी हात लावते. फक्त तो चार्जिंगला आणि जर एकदम इमर्जन्सी कॉल असेल तरच मी तो बघते नाही तर मग बघतच नाही अजिबात आणि असं आहे, की फक्त चार्जिंगला लावायची ती सवय आहे तीच कारण मी रात्री झोपताना मी फोन जवळ पण ठेवत नाही. कारण काय होतं? की ते मला व्हायब्रेशन जे असतात तर ते मला आवडत नाही किंवा तो जो आवाज येतो, तो देखील मला आवडत नाही आणि जसं म्हणतात ना, की अलार्म लावायचा असेल. तर मग अलार्मसाठी माझ्याकडे एक माझं वॉच आहे त्याच्यावर मी तो लावते आणि त्यानेच मी उठते.
अच्छा. अ, जसं तुम्ही सांगितलं, की तुमची दिनचर्या वगैरे ऑफिसला वगैरेही तुम्ही जाता बरोबर. तर सुट्टीच्या दिवशी तुम्ही अ, दिनचर्या हीच पाळता की काही वेगळा सुट्टीचा अ, दिवस आहे? आपण म्हणतो ना एकदम चिल डे असतो ना. तर तसं काही आहे का तुझं?
हं. हां. हो, तो माझा चीट डे आहे. असं म्हणू शकते मी <chuckles> आणि त्या दिवशी मी खूप म्हणतात ना लेट उठते एकदम आरामात आणि मग त्याच्यानंतर अ, म्हणतात ना संडेला एकदम सगळं हळू-हळू आपलं चालू असतं. तर मग अ, लेझी संडे परफेक्ट लेझी संडेच असतो माझा आणि तेव्हा कसं एकदम आरामात उठणं. म्हणजे रोज मी आता समजा 6:00 वाजता उठत असेल तर त्या दिवशी मस्तपैकी अ, म्हणजे 8:00, 9:00 वाजता म्हणा किंवा 9:00 वाजता उठणं असतं. त्याच्यानंतर सगळं हळू-हळू मग त्या दिवशी थोडंसं शांत बसायचं, मस्तपैकी कॉफी घ्यायची आणि मग तो मग घेऊन एक अ, गॅलरीमध्ये बसायचं ते झाडं आहेत त्या झाडांसोबत थोडंसं म्हणजे बघत राहायचं शांत एकदम. हालचालच्या बाहेरच्या दुनियेमध्ये हालचाली चालू असतात जसं की झाडं, पक्षी किंवा जी लोकांची काही जी मजा स सकाळची असते चालू, ती देखील आपण बघू शकतो. असं मला वाटतं आणि मग त्याच्यानंतर झालं की मला जे अ, ब्रेकफास्टसाठी मला कारण की कसं असतं रोज मला टाईम मिळत नाही. ब्रेकफास्ट करायला असं शांतपणे. तर मग त्या दिवशी सगळं
हं, हं, हं. म्हणजे लेझी संडे असतो तुमचा असेही म्हणताय. अच्छा. अगदी बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. अच्छा म्हणजे रोज तुम्ही ब्रेकफास्ट न करताच तसं जातो ऑफिसला.
हो, हो, ऑफिसला जाते मी आणि ऑफिसमध्ये खाते ब्रेकफास्ट कारण टाईम तेवढा मिळत नाही मला. तर मग तेव्हा तिथे थोडा टाईम मिळतो मग त्याच्यानंतर मी ब्रेकफास्ट करते आणि मग घरी असलं, की कसं होतं आणि अ, म्हणजे जेव्हा अ, त्यादिवशी संडेला म्हणाले तुम्हाला, की चीट डे आहे माझा. मग त्या दिवशी मला काही इडली, डोसा किंवा अ, ते साउथ मेदूवडा किंवा जे काही मला आवडतं ते मी तेव्हा खाते असं एकदम शांतपणे.
अच्छा. हं, हं. हां, हं.

छान. खूपच मस्त तुम्ही सांगितलंत आणि जसं तुम्ही म्हणालात आधी, की फोन वगैरे तुम्ही जवळ ठेवत नाही, नाही का रात्रीचं. तुम्हाला ते व्हायब्रेशनचं वगैरे पण प्रॉब्लेम आहे. मग अ, सकाळी जर लवकर उठायचं असेल तर कसं तुम्ही उठता बरं? कसं अलार्म वगैरे तर तुम्हाला म्हणजे ऐकू येत नसेल, फोन दुसऱ्या रूममध्ये ठेवल्यावर तर अ, कसं
बरोबर, हं. हं. नाही माझ्याकडे एक घड्याळ आहे. अ, म्हणजे त्याच्यामध्ये अलार्म मी लावते आणि मग त्यातून मला म्हणजे येतो आवाज तर त्याच्यावर मी उठते. नाहीतर मग माझं एक जे हातातलं आपलं वॉच आहे, स्मार्ट वॉच त्याच्यामध्ये पण एक ऑप्शन असतो, तो देखील मी तिथे अ, ठेवून देते. मग ते जेव्हा त्याचा आवाज येतो तेव्हा मी उठते.
अच्छा. हं. अच्छा, म्हणजे मोबाईलवर असे नोटिफिकेशन वगैरे त्यासाठी मेन कारण आहे तुमचं, की दूर ठेवता नाही का. उठल्या-उठल्या तुम्ही त्याच्या हां, म्हणजे हाताच्या अंतरावर असते बघा, काही-काही जणांचा बाजूलाच टेबल असतो.
नक्कीच. हो, हो. हो, माझा पण हो, ते मला बिलकुल आवडत नाही, अजिबात नाही आवडत. <chuckles> आणि मग असं झालंय की म्हणजे अ, म्हणजे ते बघावसंच नाही वाटत मोबाईल. कारण मग ते ना, लक्ष जातं माझं की, अरे मी पण बघू का? मग समोरचा बघतोय मग मी का नाही बघत आहे? असं वाटतं मला. <chuckles> मग त्याच्यामुळे मी ते बंद
हां, आणि एकदा ते ओपन केलं की मग ते चैन रिएक्शन सुरू होते. हां, त्यामध्ये फसून जातो आपण नाही का.
ते मायाजाळ आहे. हो आणि मग त्याच्यातनं असं वाटतं फसून जातो आपण त्या जाळामध्ये.
अ, यामध्ये ऑफिसमध्येही तुम्ही मोबाईलचा वापर कमीच करता का ओ? की अ, काही असं म्हणजे ऑफिशियल अ, कामं असतात बघा, तिथं फोन वापरावाच लागतो. तर काय करता अशा वेळेला?
ऑफिसमध्ये म्हणजे मी हो, हो. हां, मी तेव्हा बघते फोन. अ, म्हणजे जसं की काही ऑफिसमधले जे कामं जसं की मी ट्रॅव्हलिंग करताना थोडा टाईम असतो तर तेव्हा मी फोन बघते किंवा ऑफिसमध्ये तर गेल्यावर मध्ये जेव्हा ब्रेक असतो तेव्हा देखील फोन बघते. कारण तेव्हा तर लॅपटॉप आपल्याकडे असतो तर त्याच्यामुळे मला वाटत नाही आणि जे WhatsApp असतं ते आपण आपल्या स्क्रीनवर ओपन करू शकतो. तर मग तिथे काही असं म्हणजे म्हणतात ना, त्रास होत नाही, फोनला हात लावायला पाहिजे.